हो. मग अशा वेळी यांनी योग्य वेळ शोधणं खूप महत्त्वाचं आहे. मला सांगा, वडील ऑफिसला निघालेत आणि आपण म्हटले, "पप्पा, पप्पा थांबा, माझं असं असं आहे" आणि गेला की मग. लगेच ॲक्सेप्ट होणार आहे का? अजिबात नाही. पुन्हा कुणी
बरोबर. हं, हं. झालं. नाही, कधीच नाही. मग असं तुम्हाला पण वाटतं का हो? का तुम्ही अशी एखादी गोष्ट जर तुम्हाला स्वतःला सांगायची असेल आणि ती ठरवली मग सुरुवात नेमकी तुम्ही पण कशी करता? म्हणजे अगोदर लगेच बोलून ठेवता अ, की एखाद्याला खास वेळेतच बोलायचं?
नक्कीच. मी आधी बोलून ठेवत नाही. म्हणजे आधी विचार करते फक्त की मला जी काही भावना सांगायचीय, ती कशा पद्धतीनं मांडली गेली पाहिजेत. कारण आपले शब्द आणि आपली भावना दोघांचा जर मेळ असेन, तर त पुढे सकारात्मक दृष्टीने कुणीतरी बघेन. नाहीतर माझी भावना आहे एक, पण त्या भावनेला मांडण्यासाठीचे जे प्रभावी शब्द आहेत.
हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं.
तेच जर माझ्याकडे नसेल, ते हावभाव माझ्याकडे नसेल, तर मग कदाचित समोरचा वेगळा अर्थ घेऊ शकतो. बघ, मी कितीही खरं बोलते, हं, कितीही खरं बोलते, पण माझा आवाज उंच आहे. मी खरंच बोलते आहे, अजिबात माझ्यावरती गैरप्रकार किंवा कोणत्याही गोष्टीचा आरोप करायचा नाही आहे. आपण असं बोललं, तर समोरच्याला वाटते की हा खोटं बोलतो आहे आणि रेटून नेतो आहे.
बरोबर. हं, हं. हो. बरोबर.
त्यामुळं आपला संवाद
बोलण्याचा शब्दाचा टोनपण बोल सांगू शकतो मग.